अ, म्हणजे खूपच जास्त अ, टफ असं म्हणू शकतो आपण आहे ना अ
हां. झीरो पॉइंट झीरो टू पर्सेंट लोकच सिलेक्ट होतात ना त्याच्यामध्ये. असं आहे. अ, हां, हं, हं.
हां. मग तेच मी म्हटलं ते अ, रिसर्च करूनच मी गेलो होतो ना मला माहीत होतं की जवळपास तीस चाळीस लाख अप्लाय करतात प्रिलिम्समध्ये अर्धे पा अ अर्धे पण होत नाहीत म्हणजे खूप कमी होतात. 10,000-20,000 होतात त्यातून मेन्समध्ये काय होतात. हां, मेन्समध्ये 4000-5000 होतात आणि त्यामधून पण 800-900 मॅक्सिमम
हं, हं. हां, हां, हां. दहा पंधरा हजार. इंटरव्ह्यूला
मॅक्सिमम 1000.
इंटरव्ह्यूला 1,500-2,000 येतात फक्त.
खूपच म्हणजे कॉम्पिटिशन अशी आहे ना <chuckles> आणि असं म्हटलं जातं की अ, यूपी यू-पी-एस-सीचा सिलॅबस काय <chuckles> एव्हरीथिंग अंडर द स्काय आहे ना म्हणजे <chuckles> सर्व काही आहे त्याच्यामध्ये, काहीही वाचा तुम्ही, सगळं नॉलेज पाहिजे. हां. अ, तसंच अ, जसं तुम्ही सांगितलं ना, सुरुवात कुठून केली? काय नेमकं केलं? तर जेव्हा मी कोचिंग लावले ना खरं सांगू थोडा मला फायदा झाला. कोचिंगवाले काय करतात माहिती आहे का? म्हणजे आपल्या जेव्हा अ, धूसर असते सीमारेषा म्हणजे काय एक्झॅक्ट सिलेबस आहे आपल्या सिलेबस हार्ड कॉपी तर पण असते, तरीपण कन्फ्युजन असतं. मग ते आपल्याला असं हेल्प करतात की एक बाउंड्री सेट करून देतात. हा एवढाच सिलॅबस आहे तुमचा आहे ना, एक तर
हां, हां. <chuckles> याह येस, येस, येस. अगदी बरोबर. काहीही वाचा. हं. सगळं नॉलेज हवं. हं, हं. हं, हं, हं. हं, हं. हं, हं, हं. अगदी बरोबर. हं. ओहो, हां, हां, हां. बरोबर.
म्हणजे अ, एक तरीके एका प्रकारचं कंटेनर ते आपल्याला देतात असं म्हणू शकतो म्हणजे त्यामध्येच तुम्हाला वाचायचं आहे तिथेच तुम्ही पुऱ्या यू-पी-एस-सीसाठी, मग ही थोडी हेल्प झाली. मग खूप अ, क्लास वगैरे केले, रीडिंग लावली 10-10, 12-12 तास अभ्यास करायचो, पीजीवर फक्त झोपायला जायचं, नाही का. कारण की तिथं 2 चौघामध्ये आमची रूम होती. नाही होत होतच नाही, शक्यच नाही. <chuckles>
हं, हं, हं. क्या बात है! हां, हां. हं, हं. अभ्यास नाही होणार. हं, हं. नाही शक्यच नाहीये. मग तुम्ही लायब्ररी लावली होती.
हां, रीडिंग लूप अ, लावावं लागते. तिकडे लावली, मग अभ्यास केला. आणि खरं सांगू फॉर्म, फॉर्ममध्ये इतकाच एनर्जीमध्ये प्रिलिम्स माझी क्रॅक झाली नाही का, पहिल्याच अटेम्प्टमध्ये आणि इतका, माझा लेव्हल तर तुम्ही विचारूच नका म्हणजे अ, असं म्हणतात अ, अ, क्यु पडा है चक्कर में कोई नहीं है टक्कर में. <chuckles>
बरोबर. हं, हं. क्या बात है! हां, हां. <chuckles> हं, हं. <laughs>
म्हणजे कोणीच नाही आता पण मीच आहे अ <chuckles>
म्हणजे मिस ऑथोलो <chuckles> मिस आज सर्व काही, <chuckles> बरोबर.
बस अहं <chuckles> अहं ब्रह्मास्मी है ना. मीच ब्रह्म आहे. <chuckles> म्हणजे एवढ्या फॉर्ममध्ये आणि अ, प्रॉब्लेम काय झाला म्हणजे अ, मेन्समध्ये
बरं, मग? <chuckles> पण प्रिलियम झाल्यानंतर मग खरी मेहनत तर मेन्सची असते ना? मग ती सुरुवात पण वेगळी असेल. सिलॅबस वेगळा होऊन जातो.
हो ना. अ, खूपच.

नाही, नाही. तसं नाही खरं सांगायचं तर माझ्या घरी ना, माझे वडील पण गव्हर्नमेंट जॉबला होते, अ, रिटायर झाले ते आहे ना, आणि अ, आम्ही अ, माझे भाऊ पण गव्हर्नमेंट जॉबला होते. तर मलाही वाटायचं की अ, आपली फील्ड तर इकडेच आहे आणि म्हणतात ना लहानपणीपासून ज्या गोष्टी आपण बघतो अ, किंवा अनुकरण करतो ते कुठेतरी मनात राहतं असं मला वाटतं आणि ते होतंच एक मला वाटतं हे अ, वन ऑफ द रीझन्स आहे ना. एक कारण आहे आणि दुसरं कारण हे असू शकतं की मलाही वाटायचं मनातून की जेव्हा मी असं काही बघायचो ना, अ, सोशल मीडिया जसं तुम्ही सांगितलं त्याचाही थोडा फार प्रभाव माझ्यावर होता, की आय-ए-एसनं हे केलं ते केलं आणि त्याची पॉवर किती जास्त असते आहे ना, अ, कशाप्रकारे तो समाजामध्ये बदल घडवून आणू शकतो इच्छा असल्यास. तर ह्या सर्व गोष्टींनी मला अ, पुन्हा सुरुवात करण्यास भाग पाडलं म्हणजे टेक्निकल फील्ड सोडून डायरेक्ट तिकडे यायला. मग मी सुरुवात जेव्हा केली ना तर सुरुवातीला तोच अडथळा जसं मी सांगितलं फॅमिलीला किंवा आपल्या परिवाराला समजावून सांगितलं, मग त्यांनाही कुठेतरी लक्षात आलं आणि असं नाही की मी अ, डायरेक्टली असं रिस्क घेऊन अ, पूर्ण उडीच मारली नाही का, मला माहित होतं मी कोणत्या अ, ब्लॅक होलेमध्ये चाललोय म्हणजे असं ब्लॅक होलेमध्ये यु-पी-एस-सी
अच्छा. हं, हं. अच्छा. हं, हं. बरोबर. अगदी, अगदी राहतं. हं. हं, हं. हं. हं, हं. बरं. हं, हं. बरोबर. अगदी, अगदी, अगदी. हं, हं. बरोबर. <laughs> तिथून परत येणं शक्य नाही.
शक्यच नाही, म्हणजे ब्लॅक होलेमधून कसं अ, प्रकाश बाहेर अ, न निसटू शकत नाही असं
हां, हां, हां. लाईट पण बाहेर नाही येत त्यातून.
बिलकुल अ, मग तसा मी एक प्रकारे असं म्हणू शकता एक व्हाईट होल बनवून ठेवला होता म्हणजे रिस्क रिवॉर्ड रेशिओ अ, मला माहीत होता, हे ना. मी म्हंटलं जास्तीत जास्त मी 2 वर्ष अ, देणार यु-पी-एस-सीला.
हं. अच्छा. <chuckles> येस, येस, येस, येस. हं, हं, हं. मग याच्यामध्ये काही वर्महोल होता का? की झटकन निघू शकतो?
<chuckles> वर्महोल आला होता नंतर अ, आपलं म्हणतात ना <chuckles> खूपच अ, अ, खरंच अ, जे तुम्ही उल्लेख केला ना वर्महोलचा आला की नाही. आला होता ते म्हणजे जेव्हा झटका बसला ना, <chuckles> म्हणतो ना, वास्तव्याची जेव्हा चपराक आपल्या बसते, <chuckles> अ, खळबळून अ, अ, माणूस जागी होतो. तर अ, मला सांगायचं याचा की यु-पी-एस-सी मी ट्राय केलं, दिल्लीला गेलो, क्लास वगैरे लावला नाही का फॉर्म-फॉर्ममध्ये आणि म्हणतो ना, मी असं ठरवलं होतं की यु-पी-एस-सी कर अन् माझा असा आहे पहिल्यापासून, मी करायची असेल ना, गोष्ट तर ती एकदम असं घुसून करतो म्हणजे, <chuckles> असं नाहीये की वरून-वरून. नाही तर करतच नाही मग नाही का, <chuckles> असं आहे. नाहीतर सोडूनच देतो मग वाऱ्यावर अ, मग अ
<chuckles> हं, हं. हं, हं, हं. हं, हं. हां. हं, हं. बरोबर. हां, हां, हं, हं, हं. बरोबर. हं, हं. बरोबर. हं, हं. बरोबर, अगदीच. हं, हं. मग तुमचा तो अभ्यास कसा चालू झाला कारण की 12-12 तास अभ्यास करणं आधी प्रीलिम्स मग त्याच्यानंतर मेन्स मग त्याच्यानंतर इंटरव्ह्यू मग तुम्हाला नॉर्मल मेन्सच्या आधीचे टेस्ट वगैरे देणं प्रिपेरेशन करणं, कसं होतं एकदम अचानक कारण की थोडं अवघड तर गेलंच असेल ना यूपीएससी मीन्स टफ जॉब.

तर तेव्हा मी ठरवलं की चला आपण आता नाही का अ, यूपी-एस-सी करूया म्हणजे आय-ए-एस आपल्याला बनायचं आहे नाही का. तर अ, हां, उम्म, आणि तेव्हा अ, माझा हा जो क्षण होता माझा अ, तेव्हा मी ठरवलं की पुन्हा एकदा आपल्याला सुरुवात करायची आहे म्हणजे अ, शून्यापासून कारण की बघा ना, टेक्निकल फील्डमध्ये मी होतो आधी आणि सडनली अ, अचानक
ओह! हं, हं, हं. मग? अच्छा. हं, हं. हं, हं, हं. हं, हं, डायरेक्ट यू-पी-एस-सी म्हणजे हो, हो.
यू-पी-एस-सी हां, नॉन-टेक्निकल आणि म्हणतात अ, ना, समाज, अ, देश <chuckles> आपली माती हां ना, हे सारे विचार आणि त्यातल्या त्यात <chuckles> अ, जसं अ, सोशल मीडियावर आपण अ, काही बघतो ना, स्पेशली YouTubeवर गेलो अ, आय-ए-सचे आपण अ, असे मोटिवेशनल किंवा आपल्याला हे करणारे अ, इन्स्पिरेशन देणारे अ, आपण हो ना, व्हिडिओस बघतो. तर ते पाहून-पाहून माझ्या तर मनात एवढं आत्मविश्वास तुडुंब भरला होता की
हं. हं, हं. हं, हं, हं. हं, हं. हं. बरोबर. हं, हं, हं. हं, बरोबर, बरोबर. देणारे असतात. बरोबर. की तुम्ही स्वतःला कलेक्टर समजायला चालू केलं होतं. <chuckles>
बस्स! चालू नाही म्हणजे पुढचा नेक्स्ट अ, म्हणतात ना अ, नेक्स्ट <chuckles> आ य अगदी बरोबर म्हणजे नेक्स्ट इंडियाचा टॉपर मीच! कलेक्टर तर जाऊ द्या तुम्ही. <chuckles>
<chuckles> कलेक्टर मीच. हं, हं. अरे! क्या बात है! तर मग तुम्ही जेव्हा इंजिनिअरिंग म्हणजे एक इंजिनिअरिंगचा स्टुडंट आणि अ, त्यानंतर डायरेक्ट असं यू-पी-एस-सी करायला असं काही लागत नाही म्हणा की ग्रॅज्युएशन नंतर कोणीही करू शकतं. पण मग हा जो विचार होता त्यानंतर सुरुवात जेव्हा तुम्ही पुन्हा एक नव्याने सुरुवात केली यूपी-एस-सीसाठी डायरेक्ट, कधी ना केली होती. मग काय प्रोसेस होता तुमचा? कशा पद्धतीने तुम्ही ते सुरुवात केली काय सांगाल का? काही भीती वगैरे होती मनामध्ये कसली?
हो.

हो, नक्कीच. अ, भीती तर माझ्या मनात खूप होती खरं सांगायचं तर. म्हणजे म्हणतात ना, आणि अ, खरं सांगू माझं अकॅडमिक अ, म्हणजे जे काही होतं ना, माझं लहानपणीपासून इंजिनिअरिंगपर्यंत खूप चांगलं होतं म्हणजे कधी मी असं अ, अडचण नाही आली, कधी झटके नाही खाल्ले आहे ना, एकदम स्मूथ राईड ज्याला आपण म्हणतो ती होती आणि कुठेतरी असं अचानकपणे अ, जेव्हा मी हे केलं ना, स्विच केलं घरच्यांनाही थोडा अ, हे झालं म्हणजे वाटतं ना, शॉक लागला, की अरे <chuckles> अरे घरचे तर तयारीत होते म्हणजे ह्याचं लग्न-बिग्न आपण लावू. हां, हां. 2 वर्ष झालं आता म्हणजे आणि अचानकच हे काय आणि घरचे म्हणायला लागले, की "कोणी तुझ्या डोक्यामध्ये हे किडा घुसवलाय आहे यू-पी-एस-सीचा आहे ना. अचानकपणे तू असं का करतोय वेड्यासारखा का वागतोय?"
हं. हं, हं. क्या बात है. हं. बरोबर. नाईस, नाईस. हं, हं. अच्छा, अच्छा. हां, हां, हां, हां, हां. हं. हं, हं. हं, हं, हं, हं. बरोबर. अगदी, अगदी. हो, हो, हो.
मी म्हटलं, "नाही, नाही, नाही. ते मला माहीत नाही, मला करायचं आहे आणि तुम्ही मला हे करा अ, सपोर्ट करा आहे ना, आणि तुमचाच अ, मला खूप सपोर्ट पाहिजे घरच्यांचा जगाचं काही नाही मला सांगू" अ, आणि असं म्हणतो ना, आपण हिंदीमध्ये आहे एक कोणतरी कुछ तो लोग कहेंगे, लोगो का काम है कहना
हं. बरोबर. हं, हं. येस, अगदी बरोबर, अगदी बरोबर. हं, हं.
तर मी घरच्यांना ते सांगितलं, "तुम्ही मला सपोर्ट करा मी पूर्ण जगाशी भांडेल पण तुम्हीच नाही करणार तर मी कोणाकडे जाईल," हे ना? मग हा अ, माझा अडथळा सुरुवातीला आला. तुम्ही म्हटलं ना की ड भीती होती का? नक्कीच भीती होती.
बरोबर. तर अ, बट जेव्हा इंजिनिअरिंग झालेली तेव्हा तुम्ही जॉबला होतात की अ, म्हणजे तुमचं एज्युकेशनच चालू होतं तेव्हा?
अ, जॉबला होतो ना, 2 वर्ष जॉब मी केला चांगल्या एम-एन-सी कंपनीमध्ये आहे ना, मग तेच तर मी
अच्छा. मग अचानक असं काय झालेलं की एकदम असा यू-पी-एस-सीचा निर्णय आला. हे रील्स वगैरे किंवा कुठल्यातरी आय-पी-एस किंवा आय-ए-एस ऑफिसरनी इन्स्पायर केलं असं झालं?